फरक म्हणजे म्हणजे फारसा फरक आहे मॅडम. पण आता कसं आहे आपण बघायला गेलो तर आजचे कार्टून जे आहे, निघत आहे ते कार्टून फारच म्हणायला गेलो, तर फारच हे केलेलं आहे, त्यांच्यासाठी खूप एकदम सोप्या कारणाने दाखवले गेलय, म्हणजे त्याच्यामध्ये काहीहीच नाही आहे. हम्म.
हां. बरं, ॲनिमेशन त्यावेळी पण होतं का? एनिमेशनच होतं का त्यावेळी पण?
हो, ॲनिमेशनच होतं आणि एक प्रशंसिक गोष्ट आहे, की त्या काळातली ॲनिमेशन पेक्षा ह्या काळातली ॲनिमेशन फारच चांगली आहे. एक रिअलिस्टिक कार्टून कॅरेक्टर्स येतात, पण त्याच्यामध्ये जे स्क्रिप्ट असते किंवा जे काही असतं जे का अक्षरशः त्या कार्टूनला एक जीव देतो म्हणजे रिलेटेबल करायसाठी आपल्याला, ते ह्या काळात तर नाही वाटत आहे मला, कारण अ, आता ते तर अ, खूप सारे असे कार्टून्स आहेत, त्याच्यामध्ये काही अर्थाचे बेअर्थ दाखवले जातात किंवा काही पण असं वेगळंच दाखवलं जातं.
हां. हो. हां. हां. बरं, हां. हां. म्हणजे थीम नसते किंवा काही स्क्रिप्ट नसते असं म्हणायचं का तुम्हाला? त्यातून म्हणजे काही संदेश पण देत नाहीत असं काही म्हणायचंय का तुम्हाला?
हां, म्हणजे मुलं फारसं तर काही, मला नाही वाटत त्याच्या थ्रू काही आपसात घेतील काही, म्हणजे शिकतील त्याच्यामधून काही, असं.
अच्छा, अच्छा म्हणजे असंच टाईमपास किंवा <chuckles> वेळ घालवण्याचं मग ते मजेशीर साधन म्हणावं लागेल. मग कधी त्या कार्टूनमधेल एखादी पात्र तुम्हाला आठवतंय का? आणि त्याची नक्कल करून तुम्ही कधी पाहिली आहे का? आणि त्याच्यातलं काही तुम्हाला बोलता येईल, एखादा डायलॉग वगैरे?
हम्म. <chuckles> बरोबर, बरोबर.